हां, बरोबर आहे. तुम्ही खरं बोलले की पूर्वी जसं होतं ना, जी पवित्रता, ती आता नाही राहिली याचं कारण असे आहे की लोकं बघा धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा करायला लागतात. त्याच्यामुळे स सगळ्यात जास्त ह्या दे दुष्परिणाम होतात ना त्याच्यामुळे होतात. बघा ना आपल्याला इथे म्हण ते पूजा वगैरे केली आपण, ठीक आहे, पूजा पाठ झाली आपली, त्यानंतर जो अ, वेस्ट असतो आपण म्हणतो ना त्याला, अ, त्याला पवित्रता असते कारण की पूजा केली आपण आणि ते कुठेतरी नेऊन ठेवायचं असते. सरळ-सरळ जाऊन त्याला नदीत टाकून देणं, हे बरोबर नाही ना कारण की तुम्ही एक टाकाल बाकीचे खूप जण येतील ते पण टाकतील आणि तिथे एकदम कचरा होऊन जाईल. मग याच्याचमुळे ही अंधश्रद्धा आहे बघा. ही श्रद्धा नाहीये. त्याचं काय करायला पाहिजे त्याचं प्रॉपर विल्हेवाट लावायला पाहिजे कुठे तुम्ही शेतात जाऊन कुठे पुरून द्या वाटलंच तर तुम्हाला, आहे ना? अशा ठिकाणी नेऊन टाका तिथे त्याचं वेस्ट तो अं, बायोडिग्रेडेबल होईल म्हणजे ते पूर्ण श अ, भूमीमध्ये चांगल्याप्रकारे. पानं वेगळ्या करा त्याच्यामध्ये काही फु अ, फ्रुट फ्रुट्स असतील, तर ते वेगळे करा, ते गाईला द्या, आहे ना? अशा गोष्टी लोकांनी करायला पाहिजे. पण आजकाल काय करतात ना पन्नीमध्ये सगळ्या गोष्टी टाकतात अन् फेकून देतात. ही अंधश्रद्धा आहे. याच्यामुळे काय होते ना तिथे की घाण होते आणि जे बाहेरचे लोकं येतात, मग त्यांना असं वाटते की भारतीय संस्कृती म्हणजे त्यांची संस्कृती अशी आहे की तिथे कचरा करा. फर्स्ट इंप्रेशन तसंच होते आहे.
हं, तर त्याच्यावर काय हं. हं. हो, अगदी खरंय. हं. हं, हं, हं. हं. हो. हां, तेच. हो ना, तेच तर. हं. अगदी खरं. हां, बरोबर. हं. हं, अगदी खरंय. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हां, तेच. हं. हं. हो, अगदी खरंय. हो ना, तेच तर. हं.
हां, फर्स्ट इंप्रेशन तसंच होतं इथे. पण जे 1-2 दिवसासाठी येतात ना
हं. हं.
त्यांना पण आता कसं आहे ग्रुपमध्ये जातात बघा, ग्रुपमध्ये गेले 2 दिवसासाठी जातील, मग त्यांना ब काय ते ती सेन्सिटिव्हिटी नसते ना, की आपण या ठिकाणी ओ आलेलो आहे. इथे पहिलेच स्वच्छता आहे. आपण तिथे घाण करून जाणं हे बरोबर नाहीये. वास्तविक आपली संस्कृती असं सांगते की जिथे तुम्ही जाताय ना, ती जागा तुम्ही तिथे आले होते त्याच्यापेक्षा पण चांगली करून जा. तिथे घाण करून नका जाऊ. <chuckles> हीच संस्कृती आपली सांगते. पण आजकाल कसं झालंय, अंधश्रद्धा त्याच्यासोबत जोडल्यामुळे ते आपण म्हणतो ना धर्माचं विकृतीकरण ते जास्त दिसायला लागतंय आपल्याला. नाही. <chuckles>
हं. हं, हं. हो ना. हं, हं, हं. हं. हं. अगदी खरंय. हो ना. हं. हां, अगदी खरं आहे. हो. बरोबर. हं. हो. हां. हो ना, तेच तर. मत अत म्हणजे तुम्ही असं बघितलं आहेत का की कधी-कधी अ, जे धार्मिक ठिकाण असतात पण त्याचा आजूबाजूचा जो परिसर असतो त्याच्यामुळे त्याची पवित्रता कमी होते किंवा बोलतात ना आजकाल त्याचा मूलभाव जो आहे तो बदलत चाललाय असं काही अनुभवलं तुम्ही?
हां. हां. हो, हो. हां. हां.